पहा आजकाल कसं झालंय ना की पहिल्यासारखं काही राहिलंच नाहीये. वृद्ध आणि तरुण आजकाल ब अ, जवळ-जवळ बोलतच नाही. नेमकं आजकाल शहरामध्ये आपण बघतो तर आई-वडिलांशी मुलं पण जास्त संवाद नाही ठेवत.
बरोबर. हो, ते तर आहेच. हां, हां, हां.
आणि जेव्हा त्यांचं लग्न होतं मुलांचं तेव्हा तर अजून संवाद संपतो असं म्हणायचं की आले आणि लक्ष दिलं तर दिलं, नाहीतर नाही दिलं. तर तुम्हाला काय वाटतं, की वृद्ध आणि तरुण यांच्या समाजातला संवाद, कसा असतो?
बरोबर. हो, मी एक आमचं अ, सांगेल म्हणजे ना आमच्या शहरामध्ये म्हणजे बघा कसं आहे ना, मी ज्या ठिकाणी राहते ना, तिथं अर्धं शहर आणि अर्धं गाव आहे. असं मिश्र वातावरण आहे तिथे आणि अ, तिथे वृद्ध आणि तरुण दोघेही आहेत. पण त्यांचा संवाद ना सरळसोट नाही आहे म्हणजे बिलकुल नाही.
हां. वाह! अच्छा. हां.
हां म्हणजे अ, एक वृद्ध एक बोलेल, तर तरुण वेगळाच बोलतो काहीतरी. म्हणजे उलट-सुलट उत्तरं द्यायची हे तरुणांना चांगलं जमतं. म्हणजे मी तसं बघते आमच्या एरियामध्ये म्हणा, आमच्या शहरात म्हणा आणि बाहेरून जर पाहिलं ना, तर सगळं ठीक वाटतं बरं पण सकाळी मॉर्निंग वॉकला गेले अ, गेलेले काका जे आहेत तर अ, आज जी एक म्हणता येईल की अ, जे तरुण लोकं असतात, म्हणजे सकाळी अ, माझे काका आणि आजी आहे तर ते अ, सकाळी मॉर्निंग वॉकला जातात.
हां.
तर अ, तिथलं म्हणजे जे लोकं ऑफिसमधले जे लोकं आहेत, कॉलेजला जाणारे जे लोकं आहेत मुलं आहेत. तर संध्याकाळी मला एक चहाच्या टपरीवर किंवा मग अशा गप्पा मारत दिसतात. फक्त हे कोणते जे आपले वयोवृद्ध असतात, त्यांच्या सारखे-वारखे असतात ते. पण त्यामध्ये तरुण असं कधीच दिसणार नाही संवाद करताना की "बाबा, हां हे मोठ्यांसोबत संवाद करत आहेत, गप्पा मारत आहेत की तुमचं कसं आहे? तब्येत बरी आहे का काय? काय नाही," असं. असं कधीच दिसत नाही. फक्त त्यांचे जे एक म्हणता येईल ना अ, लोक ऑफिसमधले लोकं ऑफिसमधल्या लोकांसोबत, अ, गल्लीतले लोकं गल्लीतल्या लोकांसोबत आणि अ, कॉलेजला जाणारी मुलं त्यांच्या, त्यांच्या सारख्या-वारख्यासोबत. म्हणजे असं दिसून येतं. पण असं वृद्ध आणि तरुण असा कधीच संवाद मी आतापर्यंत कधीच नाही पाहिला. तेवढ्यापुरतं तेवढं बोलायचं, "हां, रामराम." असं वगैरे बोलायचं आणि बाकी झालं.
हां. हां. खरं. मतलब अ, तेच आहे की आजकालची जो तरुण पिढी झालेली आहे ना, ती वृद्धांशी बोलण्याऐवजी अ, त्यांच्याशी वाद संवाद टाळताहेत. थोडक्यात हेच म्हणायचं ना, ते आजकाल लक्ष नाही देत की "हा, ठीक आहे आज असले, तर ठीक आहे, नाहीतर नाही, काही त्रास नाही."
हो. हो, बरोबर. हो. बरोबर लक्ष देत नाही. हो, म्हणजे बघा ना, <chuckles> अनेक घरांमध्ये कसं असतं माहिती आहे का, आज्जी-आजोबा आणि नातवंड जे असतात, ते एकाच छताखाली राहतात. पण प्रत्यक्षात ते वेगवेगळ्या जगात असतात, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा ना आज्जी टीव्हीवर असते जुन्या मालिका असतात किंवा भजनं पाहत असते आणि त्यानंतर आजोबा जे असतात ते वर्तमानपत्रात गुंग तर नातवंड मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, हेडफोनमध्ये. म्हणजे एकाच खोलीत शांतता असते. पण ती समजुतीची शांतता नसते असं मला वाटतं, ती दुराव्याची शांतता असते म्हणजे बोलणं होतं, पण एक गरजेपुरतंच, "जेवण झालं का? अभ्यास केला का? औषधं घेतली का?" बस एवढंच. दुसरं काही नाही, असं मला वाटतं.
पण मला हं. हं. अगदी. अरे! हां. तर अ, तुम्ही छान सांगितलं आणि स्पष्ट बोलला तुम्ही, की ह्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. त्या पिढीचा दुरावा असतो, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो असं.
हो. बरोबर. हां. बरोबर, बरोबर.
पण मला सांगा, की अ, जेव्हा वृद्ध आणि तरुण बोलतात, तर त्यांचा विषय काय असतो? या मग अ, अगर बोलले नाही तर तो विषय कसा असतो. जस जसं मी तुम्हाला एक सांगतो, की आपण आपल्या आजीशी विचारलं, की गोळ्या घेतल्या का? झालं का जेवण हे, ते थोडं फार विचारतो.
हां. हो.
पण कधी आजी स्वतःहून काही बोलली का? असं असतं ना संवादाला पुढाकार कोण घ्यायचं? कसं घ्यायचं? हे पण एक खूप मोठा हेतू असतो. तर ते तुम्ही कसं सांगाल?
हो. बरोबर. म्हणजे बघा, जे मोठे लोकं असतात ना तर मला वाटतं, की लहानेनंतर आलेत ना तुम्ही मोठ्यांनी ना, लहानांना ना, सांभाळून घ्या. त्यांना तुमच्या विश्वासात घेऊन, आत्मसात करून तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला तरच ते तुम्हाला मोठं झाल्यावर विचारतील आणि बोलतील. म्हणजे कधी-कधी काय असतं माहिती का? मोठ्यांना वृद्धांना काय वाटतं, की आम्ही बोलणार नाही, आम्हाला लहानच बोललं पाहिजे. म्हणजे कोणकोण म्हणजे कोणी, कोणी चांगलेही असतात असं नाही की सगळेच वाईट असतात म्हणून, पण मला असं वाटतं काय मोठं आणि काय लहान? तो काय बोलला आणि आपण काय बोललो? काहीच म्हणजे असं काहीच हे नाही ना, फरक नाहीये ना संवाद, संवाद आहे. तुम्ही बोला किंवा मग तो बोलणार. मला असं वाटतं की असं मोठ्याने असा हेतू नाही ठेवला पाहिजे, की "हां, तू बोल पहिले तरच मी तुला बोलणार किंवा मी नाही बोलणार" असं. तर अ, खूप फरक आहे या गोष्टींमध्ये, असं मला वाटतं.
खूप छान बोललास तुम्ही, पण मला असं वाटतं ना की वृद्ध कुठे ना कुठे आदरचं अपेक्षा या अभिलाषा ठेवतात.
हो.
हां. आपण आजीशी तुटक वागलो ना तर ती म्हणते, "नको बोलू रे माझ्याशी!"
हां, बरोबर.
आणि त्यानेच प्रेम ठेवलं ना, तर ती असं वाटतं, "अहो माझा माझा आपुलकीचा लाडोबा आला."
हां.
मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे पण असं होतं व्हायचं. पण अ, असं आहे ना, की तुम्ही जेव्हा प्रेम देतात ना वृद्धांना, तेव्हा तरुण आणि प्रेम अ, वृद्धांचं एवढं संवाद छान होऊ शकतो ना, ज्याची अ, मतलब ज्याची, परिकल्पना कोणी नाही करू शकत.
हां, हां. हो, बरोबर. पण
आ, खूप पण तुम्ही छान सांगितलं.
हो, हो, हो.
हे दोन्हीींनी बोलायला पाहिजे. आणि मला असा मला एक उदाहरण देणार का तुम्ही? की तुमचं तुम्ही आजी-आजोबा बरोबर कसा संवाद असतो तुमचा? ताकी तुम्ही तरुण, आजची पिढी तुम्ही आणि ते आता मागची पिढी, ती अ, पास्ट जनरेशन झालेली आहे. तर तुमचा संवाद कसा सुरु होतो? तुम्ही त्यांच्याबरोबर काय बोलता? काय वावरता?
बरोबर. हां, हां. हो. म्हणजे अ, मी एक माझा अनुभवच सांगते. माझा भाऊ ना, एकदा बाईकवरून अ, चालला होता आणि आजोबा मंदिरातून घरी येत होते हां. तर मग अ, आजोबांनी त्याला बघितलं तो बाईकवरून जातानी आणि अ, मग त्यानी तिथलं थांबायला पाहिजे होतं, कारण त्यांना म्हणजे जास्त चालायला त्रास होतो आणि मंदिर दूर होतं ना आमच्या एरियापासून तर अ, मग आजोबांसाठी तो थांबला नाही किंवा त्यांना घरी आणून सोडलं नाही. म्हणून ना घरी आल्यावर आजोबांनी ना, त्याला चांगलं सुनावलं. इतकं सुनावलं ना तर तो निघून गेला रागारागात घरा म्हणजे मला असं वाटतं ना, की आजकालची जी मुलं आहेत ना ती उद्धट झाली आहेत, असं वाटतं, की त्यांना म्हणजे अ, वयोमानानुसार त्यांना कळत नाही, की अ, आपण कसं त्यांना आदर दिला पाहिजे. तसं मी पहिले बोलण्याचं सांगितलं, की असं नाही की त्यांनीच बोललं पाहिजे, हेच सांगितलं पाहिजे. पण आजोबांनी थांब म्हणून सुद्धा तो थांबला नाही मग बरोबर त्याचं चुकलं. म्हणजे कुठे असं म्हणता येणार नाही, की तरुणाचं चुकतं, कुठे वृद्धांचंही चुकतं, तरुणांचंही चुकतं दोघांच्याही चुका असतात आणि माणूस म्हटलं, की चुका माणसाकडूनच होतात. बरोबर?
<laughs> अगदी खरं. नाहीतर तुम्ही देव होणार ना.
हो. हां. तर म्हणजे अ, माझ्या भावाने काय केलं अ, चिडून उत्तर दिलं आजोबांना आणि मग अ, "तुम्हाला कळत नाही का? आजच्या का म्हणजे आजच्या काळाचं कसं आहे, तसं आहे," आणि मग अ, एक अ, म्हणायला गेलं की मी थोडंसं मधी पडले आणि त्याला म्हटलं, "तू शांत बस बाबा, चालला जा. उगाच त्यांचं हाय बीपी वाढेल आणि उगाच आपल्याला पण" थोडंसं एक रिस्क वाटते ना की जास्त त्रास दिला तर. तर मग तो वाद तिथंच संपला, पण एक म्हणायला गेलं ना, दोघेही अशी मनाने जखमी झाल्यासारखं वाटलं मला, कारण की हे पण चिडचिड करत आहेत, आजोबांचा भाऊ पण चिडचिड करतोय आणि कारण कोणीही ऐकून घेतलं नाही. पण एक भावाने थोडंसं समजुतीने घेतलं, की "बाबा, जाऊ दे" आणि आजोबांना पण सांगितलं, "बाबा, सोडून द्या, कशाला उगाच लक्ष देत आहे, जाऊ दे त्याला, तशीच सवय आहे, जाऊ त्याकडे लक्ष नका देऊ." तर मग तो वाद तिथे संपला. पण मला असं वाटतं ना की अ, त्याने कदाचित त्यांचं ऐकलं असतं किंवा म्हणजे एक मनानेच कळायला पाहिजे, ह्या गोष्टी सांगायच्या नसत्या, खरं तर, म्हणायला गेलं तर. मनाने कळायला पाहिजे, "बाबा आजोबा, मी तुम्हाला घरी सोडतो, बसा तुम्ही." बरं असं नाही की त्याच्यासोबत कोणी होतं, तो एकटाच चालला होता आणि कुठे चालला होता, तर चहाच्या टपरीवर मित्रांसोबत चहा प्यायला.
हां. हां, हां. हां.
अ, त्यांना ते कुठेतरी खटकलं, की आपल्या घरच्यांपेक्षा त्याला मित्र जास्त महत्त्वाचे, चहा पिणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून खूप रागवले होते बाबा त्याला. पण नंतर झालं सगळं चांगलं. आणि आता आम्ही एवढे मोठे झालो आहोत, की आजोबांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते सगळं आम्हीच हे करतो किंवा मग आम्हीच त्यांची काळजी घेतो आणि त्यांना सांगायची गरज पडत नाही. म्हणजे आम्ही एवढं एक म्हणता येईल, की मॅच्युअर झालो एक मोठ्यांच्या बाबतीत, आदर देण्यात त्यांना एक कुठंच कमी पडत नाही आम्ही.
मित्र जास्त. वाह! वाह! तेव्हा जबाबदाऱ्या येतात ना तर आपण आ ऑटोमॅटिक मॅच्युअर होऊन जातो. का की आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला जाणीव करतात, की तुम्ही मोठे झालेत तुमची आई, वडील, आजी, आजोबा आता तुमची मुलं आहेत. अता तुम्हाला त्यांची काळजी करायची आहे. खूप छान सांगितलं तुम्ही, की अ, तुम्ही आपल्या भावाला समजावून सांगितलं, मस्त. तर मला सांगा तुम्हाला काय वाटतो ह्या सर्वामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव कसा असतो म्हणजे Facebook झालं, WhatsApp झालं त्याच्यावर आपण बोलतो तर प्रत्यक्ष बदलतं का? काही उलट वेगळं राहतंय का? काय असतं ना आजकाल सोशल मीडियावर एवढी रील्स येतात, की आपण आजी-आजोबा बरोबर मस्ती करतोय, त्यांना उलट-सुलट बोलतोय, किती भांडणं होतात. तर तुम्हाला काय वाटतं त्याचा काय परिणाम आहे आपल्या अ, नात्यांवर?
हो, बरोबर. जाणीव करतात. हां. बरोबर. हो. हां, हां, हां. हो. हां. अ, हो. तसं म्हणायचं गेलं ना, तर तंत्रज्ञानामुळे अ, फार असा फरक नाही पडत असं मला वाटतं, म्हणजे WhatsApp, Facebookमुळं जे आहेत ना, ते वृद्ध लोकही त्यामध्ये ना आता व्यक्त व्हायला लागलेत. म्हणजे बघा ना, मी आता पण Facebookवरती रील्समध्ये, म्हणजे भरपूर वेळा बघितलं की वृद्ध लोकं जे आहेत ते रील्स बनवत आहे, गाणी म्हणत आहे, सिंगिंग करताय, डान्सिंग करत आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडत आहेत. आणि अ, ही एक चांगली गोष्ट आहे म्हणायला गेलं तर. कारण एक त्यांना म्हणतो ना आपण त्यांना जवानपणात ते नाही करता आलं ते गोष्टी कारण, त्यांच्या त्या काळात ते नव्हतं. पण आता त्यांना ते करता येतंय. त्यांना एक त्यांच्या काय स्किल्स आहेत, त्या सगळ्यांसमोर मांडता येत आहे आणि हे खरंच सोशल मीडियाने एक अ, काय म्हणता येईल, त्यांना एक चान्स दिला म्हणा किंवा मग एक संधी दिली म्हणावं, त्या गोष्टीमुळं.
हां. हो.
हो आणि त्याचबरोबर ना अफवा, राजकारण, चुकीची माहिती पण, यामुळे पण मतभेद वाढतात सोशल मीडियामुळे. आणि प्रत्यक्षात जे विषय टाळले गेले ना अ, तर ते ऑनलाईन थेट येतात. म्हणजे असं जसं बघा ना अ, लॉकडाऊनच्या काळामध्ये अ, हे फार जाणवलं खरंच अ, सोसायटीच्या WhatsApp ग्रुपमध्ये वृद्ध आणि तरुण, यांच्यात वाद झाले. जे नंतर लिफ्टमध्ये, जिन्यातून दिसून आलेत. म्हणजे थोडा तणाव, थोडी दुरावलेली नजर, म्हणजे असं खूप भारी वाटतं ते बघायला, पण कधी-कधी असं वाटतं की, "बाबा नको, <chuckles> असं कशाला उगाच."
हां. ठीक. हां. अगदी खरं, अगदी खरं. तर अ, आपा पण खूप छान बोलला की अ, वृद्धा आणि तरुणांच्यामध्ये एवढा दुरावा आलेला आहे. पण चला ह्याच्यामध्ये आपण एक बघायचं, तर कसं आपण तो दुरावा हटवू शकतो, या मग कोणाला आपल्या आजी-आजोबांबरोबर संवाद साधायचा असेल, या मग त्यांचा त्यांच्याबरोबर कोणाही वृद्धाबरोबर संवाद सुधारणी करायची असेल, तर तुम्हाला काय वाटतं? कोणचे सोपे उपाय केले पाहिजे आणि जे तात्काळ कामं करतील, ते कसं करू शकतात?
हो. हो. नक्कीच. हो, नक्कीच, मला आवडेल सांगायला. बघा ना, घरगुती पातळीवर एक छोटी गोष्ट ना, खूप फरक करते असं मला वाटतं, जसं की संवादासाठी वेळ ठरवणं, आठवड्यातून एखादा तरी सगळे एकत्र बसून मस्त चहा, गप्पा, मोबाईल बाजूला ठेवून छान जेवण करणं. त्या गप्पांमध्ये एक उपदेश नको, पण प्रश्न हवेत. तुमच्या काळात काय कठीण होतं? असं आजोबांना विचारणं, त्यांच्या पिढीत काय-काय झालं आणि आता काय-काय चेंजेस होते, तुम्हाला काय वाटतं? हे विचारणं. म्हणजे आजच्या काळात काय अवघड आहे, हे त्यांना सांगणं, म्हणजे हे म्हणता येईल की एक आपली नाते, आपले संवाद, वृद्ध, तरुणांमध्ये छान होतात, असं मला वाटतं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, संबोधन. म्हणजे की बघा ना, की तू, आपण आणि अ, तुम्ही, आम्ही हे अशा शब्दांमध्ये ना संबोधन करणं, आदरांना आदरणीय बोलणं, तुम्ही आम्ही करून बोलणं, आपले सारखे-सारखे असले तर तू, मी असं करून बोलणं, आपण करून बोलणं, म्हणजे कधी-कधी गमती, कधी-कधी जमती असं हे सगळं जपून एक म्हणता येईल की अ, संवाद सोपा करणं आणि एक आदर, म्हणजे भीती नाही, असं मला वाटतं. पण एक त्यांना समोरच्याने एक म्हणता येईल की एक आपली परंपरा चालत आली की मोठ्यांना, मोठ्या वरिष्ठ लोकांना आपल्याला आदर देणं गरजेचं आहे, कारण ते त्यांचा मान असतो. असं मला वाटतं आणि ह्या गोष्टींनी मला असं वाटतं की अप अ, जे वृद्ध आणि जे तरुण आहेत, त्यांच्यातला असा एकमेवपणा दिसून येईल आणि अ, एक नाते घट्ट होईल आणि बोलण्याची विचारसरणी, पद्धतही बदलेल, असं वाटतं मला.
हां. अगदी. हां. खूप छान. अ, मी म्हणू शकतो की तुम्हाला हे जाणीव आहे की वृद्धांबरोबर बोलण्याने, का ते आपल्याला काही शिकवण देतात, जसं आपल्याला आपण जेव्हा छोटे होते, आजी-आजोबा आपल्याला कहाणी सांगायचे. तर अ, तसंच ते आपल्याला खूप काही शिकवण देऊ शकतात. आणि युवा पिढी आजची जी तरुण लोकं आहेत, ते त्यांच्याकडनं शिकवण घेऊ शकतात. की त्या जे चुका त्यांनी केल्या, ते आपण नाही करू आणि आपण पुढे छानशी वाढू शकू. आणि मला हेही सां वाटलं, तुमच्याशी बोलून की वृद्धांनी पण अ, तरुणांशी बोलायला पाहिजे, ताकी ते आजकालचा जो टेक्नॉलॉजी झालेला आहे, त्यांच्याबद्दल पण ते अवेअर राहतील आणि राहू शकतील आणि खूप काही समजून घेतील.
हो. बरोबर. हां. बरोबर. हो. बरोबर. हां. बरोबर. बरोबर. म्हणजे कसं असतं
खूप छान वाटलं, तुमच्याशी बोलून मला.
हो. म्हणजे कसं असतं ना, की मोठ्यांनी लहानांना समजून घेणं गरजेचं असतं आणि कारण लहानांना जी शिकवण मिळते, ती मोठ्यांकडूनच मिळते. तर तुम्ही नाही ते स्वतःहून बोलले, तुम्ही बोला ते मोबाईलमध्ये बिझी झालेत ना तरुण, तुम्ही बोला, "अरे, काय तू? मोबाईल बघतोयेस, कशाला एवढा मोबाईल बघतोयेस? तुझे डोळे खराब होईल. ठेव तो मोबाईल. बाजूला जेवून घे. हे अभ्यास कर, हे कर, ते कर." हे मोठ्यांचं बोलायचं काम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मानपान नाही आला पाहिजे. ही शिकवण ठरवते आपल्याला आणि यामुळे पण एक वृद्ध आणि तरुणांचा एक समाज संवाद म्हणता येईल आपल्याला, तर खूप छान असतो.
अगदी खरं. अगदी खरं. हां, मस्त. खूप छान वाटलं मला अ, तुमच्याशी बोलून. खूप छानशी समजावून अ, सांगितलं तुम्ही की वृद्ध आणि तरुण यांचा समाजातला संवाद कसा आणि कुठे, कसा आपण ठिकाणी लावू शकतो, या मग त्यांच्याशी बोलू शकतो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मनापासून खूप खूप आभार तुमचा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी छान माहिती दिली मला, त्याच्याबद्दल मी अ, प्रयत्न करेन की ही माहिती, मी आपल्या आयुष्यामध्ये अ, सुचारुरूपी चालवू शकेन आणि वृद्धांशी खूप छान संवाद साधू शकेन. खूप खूप धन्यवाद तुमचा.
हो. हो. बरोबर. मला हो. हो. नक्कीच, नक्कीच. हो. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा नक्की मला तुमच्याशी बोलायला आवडेल. तुमचे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप धन्यवाद. हो, नक्की.
नक्की भेटूया.